ओह! ये. हं, हं, हं.
हो, मुंबईला झाली, तर अ, बघा आता आम्ही मूळचे कोकणामधले आणि आजी-आजोबा आमचे शेतकरी होते. नी आता कोकण म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती आहे. मला त्याचं इतकं स्पष्टीकरण अ, देणं ब अ, हे नाही. कारण कोकण म्हणजे बघा ना, एकदम निसर्ग, त्या मातीशी नातं आणि ते आंब्याची झाडं. खूप छान! आणि त्या गोष्टींमधून अशा ठिकाणी येणं, जिथं आपण कोणाला ओळखत नाही, कोणाशी अ, त्या अ, शहराची आपल्याला माहिती नाही आणि स्थलांतर डायरेक्ट एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी करायचं, ते पण मुंबईसारख्या शहरामध्ये, खूप कठीण होतं हो! खरंच. हो. खूप कठीण होतं ते.
हं. हां. हं. हां. हं, हं, हं. हं. हां, हां, हां. हो. हो ना. हं. <chuckles> खूपच कठीण. हो, हो, हो. अगदी, हं. तर अ, मग असं तुम्ही तुम्ही सगळ्यांनी म्हणजे कुटुंबातल्या सगळ्यांनी एकत्र स्थलांतर केलंत, की तुमचे बाबा म्हणजे जसे ते कामाला आले किंवा तुम्ही असाल किंवा काहीही. तर त्यांनी अगोदर आले आणि मग तुम बाकीच्या कुटुंबियांना बोलावलं असं काही झालं का? की एकसाथच हं.
नाही नाही. हो, तर असं नाही का बाबांना नोकरी लागली ब नोक अ, नोकरी बदलली म्हणून आम्ही तिथं मुंबईला फक्त बाबाच गेले तसं नाही झालं, कारण अ, आमचा आमच्या घराचे जे करता-धरता जे होते ना, ते बाबाच होते आमचे, सगळे जे पण होते ते. तर अ, आमचं बघा कोकणामध्ये खुद्द आमचं स्वतःचं घर आहे, नाही का. पण अ, तरी बाबा बोलले अ, का नाही आता मला जायचं आहे ना तर आपण सगळे जाऊया ना. आता आपण कोकण बघितलं ना, तर आता मुंबई शहर पण बघू ना आपण तिथं जाऊन, हो ना. काहीतरी नवीन अनुभव म्हणे. तर अ, चला आपण सगळे सोबतच जाऊया, नाही का. तर सोबतच आम्ही गेलेलो. अ, व बाबा आमचे सगळे सोबत आणि मी, बाबा, आमची आई आणि माझा लहान भाऊ आणि आजी, आजोबा हे सगळे एकत्र गेले.
हं, हं, हं. हं, हं, हं. हां. हं, हं, हं, हं. हं, हं, हं, हं. हां, हां. हं, हं, हं. हां. हो, हो, हो. खूपच छान! हां, हां. अच्छा. हं, हं, हं, हं, हं. हां, हां, हां. हं, हं, हं, हं. अरे वाह!

माझ्या आईचं म्हणजे सगळं जीवनच बदललं ओ, जी आई कोकणामध्ये पूर्ण जीवन तिने टाकलं तर पूर्ण घर सांभाळलं आणि अचानक ती 1 एवढ्या मोठ्या शहरामध्ये मुंबईसारख्या शहरामध्ये आली आणि तिला सगळं इथं सांभाळायचं असत होतं तर इतकं तिला नवीन होतं ना सगळं म्हणजे बघा ना काही बाजारामध्ये वस्तू वगैरे घ्या घ्यायला जायची तर तिला असं वेगळं वाटायचं घर आणि राहतं घर तिचं बदललं नाही का इतकं काही चेंज झाले ना माझ्या आईला खूप त्रास झाला म्हणजे तिची मी सांगते परीक्षाच झाली ती पण नंतर मग हळूहळू माझी आई पण अ, समाविष्ट झाली नाही का नवीन वातावरणामध्ये.
हं. हां. हं. हं, हं, हं. हं. हां. बरोबर, बरोबर. हं. हं, हं, हं, हं. हो ना. हां, हां, हां, हां. पण तुम्हाला मग काही गोष्टींचा म्हणजे आपल्याला होतो ना त्रास की बाकीच्यांचे सण वेगळे आहेत म्हणा किंवा काही जण आपल्या शेजारचे थोडे असतात उटपटांग की अरे ती लोकं आपल्याला मदत कर, करण्यासाठी पुढे येत नाहीत किंवा अ, ती लोकं आपल्याशी लगेच जमवून घेत नाहीत. अ, प्रत्येक गोष्टीत अ, उगाच चिड-चिड करणं म्हणा कारण, की आपल्या सवयी वेगळ्या असतात आणि त्यांच्या टोटली वेगळ्या असतात. तर तसं काही किस्सा झाला का?
हो. नक्कीच ना, मी तुम्हाला सांगते किस्सा तर अ, झालाच जेव्हा आम्ही गेलो ना तिथे तर आमच्या बाजूलाच अ, 1 मुस्लिम समाज राहात म्हणजे घर होतं मुस्लिम यांचं बरं का तर अ, त्यांची ईद वगैरे आली होती रमजान ईद म्हणतात ना ती ईद आली होती तर अ, आम्ही त्यांचे नवीनच शेजारी होतो नाही का तर त्यांनी आम्हाला आमंत्रण दिलं अ, आमच्या सणाला तुम्ही घरी या ते लोक काय शिरखुरमा सेवई असं काही बनवतात ना ते लोक तर ते खाण्यासाठी आमंत्रण त्यांनी दिलं पण आमच्या घरच्यांना वाटलं "अरे बाबा आपण तर यांना ओळखत पण नाही आपण कसं जायचं त्यांच्या घरी" नाहीका असं मनामध्ये आलं पण माझे बाबा बोलले "चला असं नाही. आता जर आपण घराच्या बाहेर निघालो आहेत ना आता जग बघतोय ना आता दुनियादारी पण तुम्ही बघा कशी निभवायची." नाही का? एकोपा कसा ठेवायचा ते निघायचं कसं ते पण बघा तर आम्ही पूर्ण आमची जी पण फॅमिली होती ना ते सगळेजण तिथं गेले त्यांच्या घरी आणि खरं सांगते त्या लोकांनी इतकं छान आमचं हे केलं ना वेलकम मा मला तरी वाटतं नवीन शेजारी होतो ना तर त्यांनी इतकं एक एकोपणे म्हणजे आम्हाला असं वाटूच दिलं दिलं नाही जाणवु दिलं नाही का आम्ही परक्या आहोत. इतके छान लोकं होते ते खूप छान होते आणि त्यांचं सामान जसं म्हणजे एकोपा जसा मला वाटला ना तरच आपण सगळ्यांनी तसं राहूया आणि राहिलं ना तर खरंच खूप छान होईल हो.
हां. हं. हां, हां, हां. अच्छा. हं. हां, हां, हां, हां अच्छा. हं, हं. हं. हं, हं, हं. हां, हां, हां, हां. हां, हां, हां ना, हां. बरोबर हं. हं. हां. <chuckles> बरोबर. हां. हां. हं. अरे वाह! हां, हां, हां, हां. हां. अरे वाह! हं, हं, हं. हं, हं, हं. हां.